आपल्या आयुष्यात ना, आपण खूपदा अनेक वे असे, वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो, ज्याच्यात आपल्याला खूप असे, क्रिएटिव कामं करायला लागतात आणि आपलं विचार, जी विचारशैली आहे, ती अतिशय चांगली असली तर त्याच्यात खूप मदत होते. पण कधी-कधी असल्या क्रिएटिव कामात ना, आपल्याला एक मेंटल ब्लॉक जसं आपण म्हणतो ना, तसंही होतं आणि मग अशा अशी काही घटना तुमच्या आयुष्यात घडली आहे का? की तुम्हाला, एखादा क्रिएटिव ब्लॉक आला असेल आणि जर असेल तर तुम्ही अशा परिस्थितीत काय करता?
हं, हं. हो, हो. हं. तर बघा, नक्कीच, क्रिएटिव्ह ब्लॉक हा असा, काय म्हणू शकतो आपण अ, येणं, टाळणं खूप <chuckles> मल नाही वाटतं कोणी टाळू शकतं त्या ब्लॉकला. तर मी अ‍ॅज अ राइटर मी अशा खूपशा गोष्टी, खूप वेळा, असा ब्लॉक झालेला आहे. ज्याने की मला असं महिना-महिना तर काही आयडियाज येतच नव्हते, लिहिण्यासाठी. कुठल्याही प्रकारचे किंवा काही आता कोणता प्रॉजेक्ट दिला असेल मला किंवा मी चूज केलं असेल कुठलाही प्रॉजेक्ट तर त्यात त्यासाठी इन्स्पिरेशन घेणं, खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर इन्स्पिरेशन काही वेळा, अशी खूप वेळा येतच नव्हती लवकर आणि कारण त्याचे खूप सारे असे रिझन्स पण होते की मी, खूप असं बाहेर फिरणं किंवा बाहेर जाणं हे, असं थोडंसं टाळत होतो आधी. कारण कोविड वगैरे होता, तर तेव्हा, तर म्हणजे खूपच हे झालं होतं, त्या टायमाला आणि आता रिसेंटली जर मी म्हणू तसं तर तसं एवढं जाणवलं नाही आहे. कारण मी, जेव्हाही मला वाटलं की यार, कुठल्याही प्रकारचं इन्स्पिरेशन नाही आहे तर मी माझ्या गावांकडे जातो आणि गावाकडे गेल्यावर कसं, माझं तिकडे एकदम छानसं घर आहे, तिथं एकदम असं डोंगरात असं घर आहे आमचं. त्यात म्हणजे खूप मजा येते, तिथं राहायला आणि खूप सारे केअर टेकर जे आहेत, ते खरंच खूप प्रेमाने काळजी घेतात. तर मला वाटतं की त्या गोष्टींनी खरंच मला तो, जो इन्स्पिरेशन आहे, ते नक्कीच यायला सुरू होतं ते.
हो ना. अच्छा. अच्छा. बरं. वा! काय छान! अच्छा मग मला एक सांगा ना, की तुम्ही म्हणाला, की तुम्हाला पण क्रिएटिव्ह ब्लॉक येतो. आणि तुम्ही तर रायटर आहात. म्हणजे, ते किती एक मोठं स्ट्रेस पॉइंट असणार ना? खूप टेन्शन होत असणार, असं ब्लॉक आला तर. तर मला एखादा असा प्रसंग सांगा ना, एखादी घटना, जेव्हा हा तुम्हाला एक ब्लॉक आला आणि तो कधी, कसा आणि किती वेळेसाठी हा ब्लॉक राहिला आणि मग तेव्हा तुम्हाला काय वाटलं नेमकं?
हम्म, हम्म. खरं. हो. हं, हं, हं. हं, हं. तर बघा, अ, एकदा काय झालं होतं, की मला म्हणजे मला सुद्धा मी एका फेजमध्ये होतो. त्या ब्लॉकच्या एक्चुअली फेजमध्येच होतो, ज्यात काय होतं, की मला खूप काहीच म्हणजे करायची पण इच्छा होत नव्हती. मी सकाळी उठायचो आणि काहीतरी उगाच टाइमपास करायचो आणि परत झोपून जायचो. म्हणजे उठायचो, नाश्ता वगैरे करायचो आणि झोपून जायचो. म्हणजे हां, नक्कीच. त्यात कसं, की आता काय माहिती आहे ते होत होतं मला अचानकच. आणि मग त्यात मी एक प्रोजेक्ट चूज केला, ज्यात कसं, की खूप अशी क्रिएटिव्हिटी तर नक्की लागणार आहे. आता प्रोजेक्ट आहे म्हटल्यावर क्रिएटिव्हिटी लागतेच. तर त्यात एक रायटर अ‍ॅज अ मी स्क्रिप्ट रायटर तिथं एक रोल चूज केला होता आणि त्यात मी पूर्ण असे पैसे ॲडव्हान्समध्ये घेतले होते. <chuckles> ते माझी पॉलिसीच आहे, की पैसे पूर्ण ॲडव्हान्समध्ये घेणं गरजेचं आहे. मग अ, ते जेव्हा केलं मी, जेव्हा मी त्या गोष्टी केल्या, तर नंतर मला क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह ब्लॉक होता. तर त्या ब्लॉकच्या नंतर मी इन्स्पिरेशन मला येत नव्हत्या. मी काही कामच करत नव्हतो. मग जेव्हा अशी प्रोक्रॅस्टिनेशन तर खूपच असं म्हणजे होत होतं. खूपच गोष्टी मी टाळायला सुरू केल्या होत्या. आणि जेव्हा तो जो प्रोजेक्ट आहे, तो असा डेडलाईनवर यायला सुरू झाला किंवा अ, काय म्हणतात त्याला 1-2 आठवडे त्या गोष्टीला राहिले. तेव्हा जाऊन मला स्वतःशी कसे इन्स्पिरेशन आलं किंवा म्हणू शकता, की मोटिवेशन आलं, की यार नक्कीच या गोष्टीला मला पुढे न्यायचं आहे. मी त्या ही जी तो जो प्रोजेक्ट होता त्याबद्दल खूप असं अ, मनापासून रिसर्च केली की यार, कसं-कसं असू शकते? हा याच्यात करायचे काय माणसाला? त्यात कसं म्हणजे कोणाला काय-काय करायचं? तर ते कसं एक पॉइंट असा भेटला मला, ज्यात, की मी लिहू शकतो चांगलं. नाही तर मी मी जे मी आधी ते अ, वाचलं पण नव्हतं, की ते प्रोजेक्टबद्दल आहे काय एक्सजेक्टली ते? <chuckles> आणि मी शेवटला जेव्हा 1-2 आठवडे राहिले तेव्हा वाचलं ते. मग त्या तेव्हा त्याच्यानंतर जो क्रिएटिव ब्लॉक जो आहे, तो हळू-हळू निघत गेला. आणि त्यात मी खूप चांगलं प नक्कीच लिहिलं मी. ते जेव्हा त्यासाठी मला एक अवॉर्ड पण भेटला होता तो. तो नक्कीच अवॉर्ड आणि एक अ, काय म्हणतात इन्सेंटिव्ह टाइप पण एक वेगळं होतं ते.
हं. हां, खरंच. <chuckles> अरे बाबा. अच्छा, मग? हो. हं, ठीक आहे. हं. अच्छा. हं. एक हां. काय सांगतो? खरंच? हं, वा! किती छान! मग ज्यावेळेस तुम्हाला हा म्हणजे इतका जास्त वेळ हा क्रिएटिव ब्लॉक तुमच्या होता तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला काय सांगायचे मोटिव्हेट करायला की म्हणजे तुम्हाला असं वाटायचं का मनात की मी थोडं थांबून ब्रेक घ्यायला हवी की तुम्ही असं वाटायचं की नाही यातून कसंही करून मी आता बाहेर पडणारचय?
हं. अ, तुम्हाला नक्कीच, ते बघा आता ऐकून तर तुम्हाला नक्कीच हसू येईल अ, तर कसं आहे मी ना पूर्ण ती वाईब घ्यायचो तशी. ते जे असतात ना मोठे-मोठे अशा आपण क्रिएटर्स म्हणतो किंवा सिंग सॉन्ग रायटर्स असतात तुम्ही नक्कीच ते मूवीज बघितल्या असशाल. जिथं खूप सारे असे क्रिएटर्स जे असतात ते सिगरेट पितात, दारू वगैरे पेल प्यायला सुरू करतात आणि एकदम म्हणजे ते फील घेतात त्या गोष्टीचा की क्रिएटिव्ह ब्लॉक आहे किंवा मला कोणत्या गोष्टीचा जर गम आहे तर ते काय माहिती मी तसं ते फील घ्यायला सुरू केलं होतं .एकदम असं काय म्हणतात त्याला, अ, प्रॉपर मी त्या गोष्टीसारखं वागायला सुरू केलं होतं आणि एकदम मी पूर्ण म्हणजे ते आदि झालो होतो त्या गोष्टींशी आणि नक्कीच नक्कीच नंतर मला ती गोष्ट रियलाइज झाली की अरे! हे असं तर म्हणजे मला नाही वाटतं की चांगली गोष्ट आहे आणि मी तर हे मला मला जर खरंच ज्या गोष्टी फील होत असत्या तर स्वतःची मला खरं तर मी अ, एक हेल्थ एन्थ हेल्थ एन्थूसियास्ट आहे आणि मी हेल्थ हेल्थसाठी कधी कधी कोणती गोष्ट अशी अ, काय म्हणतात स्वीकारली नाही जी माझ्या हेल्थसाठी हानिकारक आहे. तर मी आता जेव्हा ह्या गोष्टी होत घडत होत्या, जेव्हा ते मित्र त्या टाईपचे बनले होते किंवा जे लोकं जे आहेत, हे आजूबाजूला तसे बनले होते. तर मला वाटतं तेव्हा ती गोष्ट सारखी अशी रियलाइज होत गेली. पण काय होतं ना की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला दिसत आहे की तुमचं तुम्ही चुकीचं काहीतरी करत आहात. पण तरीही तुम्ही ती गोष्ट करता. तरीही तुम्ही ती गोष्ट सतत करत राहता जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट अशी अ, चांगलासा नुकसान देत नाही. पण नक्कीच सुदैवाने ते माझ्यासोबत कधी झालं नाही. काही अशी मोठी मोठा असा प्रसंग माझ्यावर आला नाही की जेणे की मला काही खूप मोठा लॉस होईल. पण नक्कीच ती गोष्ट मला रियलाइज झाली, त्यात नुकसान तर खूपच झालं माझ्या बॉडीचंही झालं माझे टाईम झाला, पैसा झाला, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण नक्कीच त्या गोष्टींनी कसं ही सीख पण दिली आयुष्यात की यार ही गोष्ट नाही करायची ह्याच्यानंतर आणि नक्कीच आयुष्यात आज आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या एक काय म्हणतात, अ आणखी खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या चुका मला करायच्या आहेत ज्या नक्कीच मी ठरवलं की त्या चुका तर करेलच.
काय नेमकं व्हायचं? हं. हो. हं. अच्छा. हो ना. हां. हो ना. हं. चला बाबा. हं. बरंय. अच्छा. बरं आहे बाबा की तुम्हाला हे जाणवलं स्वतःहून की जे तुम्ही करत होते, ते बरोबर नव्हतं. तर मला वाटतं की तेच पहिलं पाऊल होतं ना, की तुम्ही कशाप्रकारे त्यातून बाहेर पडला? हे विचार करायला सुरुवात केली?
हं, हं. हं, हं. जी, हां, हां. नक्कीच.
मग काय केलं तेव्हा तुम्ही? एखादं असं काय स्टेप घेतलं? की हा क्रिएटिव्ह ब्लॉक मधून आपण बाहेर पडायचं आणि परत आपलं मन एकदम फ्रेश करून सुरुवात करायची. काय नेमकं तू काय प्रोसेस होता सांगाल का?
हं, हं. तर बघा आता आता क्रिएटिव ब्लॉक घालवण्यासाठी मला वाटतं की तुम्हाला इन्स्पिरेशन आणि स्वतःला फिरवण्याची, स्वतःचं जे डोकं आहे, स्वतःचे जे डोळे आहेत, त्यांना नवीन-नवीन गोष्टी दाखवण्याची गरज आहे. कारण जेव्हा मी क्रिएटिव्ह ब्लॉकमध्ये होतो, किंवा नक्कीच ती क्रिएटिव ब्लॉक व येत राहतात, तर जेव्हाही मी जेव्हाही त्या गोष्टी होतात तर मी मी माझ्या एकदम ग्राउंडकडे जातो, माझ्या कोअरकडे जातो. म्हणजे मी माझ्या गावाकडे जातो, माझ्या घराकडे जातो, माझ्या आईकडे जातो. तिथं जाऊन त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतो, आणखी जास्त स्पेंड करतो. आणि तिथं कसं? एक आपले जे लोक आहेत ना, त्यांच्यासोबत काहीही करायला तिथं मजा येते. <breath> आता माझे खूप सारे मित्र आहेत. जे जेव्हा मला असं काही असं म्हणजे असतं ना एक्झॉशन होतं किंवा कुठल्याही प्रकारचं वाटतं की यार आज तर दिवस म्हणजे खूपच काम केलात. तर मी लगेच त्यांना फोन करतो. ते लगेच 2 मिनिटात असं आता आमचं बोलणं होतं की "यार, आज मला फुटबॉल खेळायचा आहे, तर चला आपण जाऊया फुटबॉल खेळायला." तर आमची पूर्ण अशी गॅंग निघते, अशी 10-12 जणांची. आम्ही अ, 1 टर्फ वगैरे बुक करतो आणि बुक करतो आणि लगेच आम्ही खेळायला सुरू करतो तिथं. आणि ते जास्तीत-जास्त मला तिथं 1-2 तास लागतात ती गोष्ट म्हणजे करायला. आणि मी लगेच फुल्ली एनर्जेटिक लगेच दुसऱ्या दिवशी दिसतो. त्या गोष्टींनी मला वाटतं की इन्स्पिरेशन पण खूप दिलं. आणि काही वेळा कसं? अ, आपण या गोष्टी इग्नोर करतो. किंवा आपल्याला वाटतं की या गोष्टी तुमचा टाइम वेस्ट करतात. अ, तुमच्या करिअरवर तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे. पण नक्कीच मला वाटतं की ते सोडून जर तुम्ही या गोष्टींवर जास्त फोकस केलं म्हणजे तुमच्या फॅमिलीसोबत जास्त टाइम स्पेंड केला, तुमच्या मित्रांसोबत टाइम जास्त स्पेंड केला तर मला वाटतं की कुठं ना कुठं ते करिअरवर तुमचा अफेक्ट करेलच. आणि एका चांगल्या वेमध्ये, पॉझिटिव्ह वेमध्ये अफेक्ट करेल ते.
हं, बरोबर. हो. हं. वाह! काय छान. बरोबर. म्हणजे हे सगळे तुमचे अ, असं म्हणू शकतो आपण, की स्ट्रेस बस्टरच होते, नाही का. त्याने तुमचं स्ट्रेस कमी होऊन मग तुम्ही अ, अशा प्रकारे ते क्रिएटिव ब्लॉक तुमचा नाहीसा झाला. मग असं कधी झालं आहे का, की कधी तुम्हाला बाहेरच्या मदतीची गरज पडली? म्हणजे एखादा तुम्ही विचार केला का, की मला एखादा मेंटर हवा किंवा मी जर एखादी टीम माझी असती. तर मग मला जास्त आयडियाज भेटले असते किंवा आपण काहीतरी नवीन करून पाहूया. असं काहीतरी सुचलं होतं?
हो. नक्कीच, नक्कीच. हो, हो. हं, हं. हां, नक्कीच, म्हणजे जेव्हा मी अशी टीम, अ, शोधायचा प्रयत्न करत होतो, स्टार्टिंगमध्ये. जेव्हा बिगिनर होतो, मी या गोष्टी, या फील्डमध्ये, मी पहिल्यांदा आलो होतो. आणि तिथं कसं, काही वेळा कसं होतं, की टीम शोधण्यात एवढा वेळ जातो, ना, की तुम्हाला वाटतं की यार, एवढा वेळ आणि एवढी मेहनत लागते. तिथं, की ते खरंच खूप अवघड आहे, पण अ, नक्कीच. अ, मी खूप असा वेळ तिथं वाया गेला आणि खूप साऱ्या गोष्टी. कारण नंतर मला रियलाइज झालं की माझी जी टीम आहे, ती माझ्याकडे आधीच आहे, आधीपासूनच माझ्याकडे होती ती टीम. म्हणजे माझे जे आधीचे स्कूलचे मित्र आहेत किंवा त्याच्या, अ, ज्याही मी आता डिग्री करत होतो. त्या डिग्रीमधले जे मित्र आहेत, तेच खरं तर त्यांनाच मी आधी सांगायला हवं होतं की मी बघा, 1 रायटर आहे मी किंवा रायटरचं काम मला करायचं आहे. आणि मी करत आहे त्या फील्डमध्ये काहीतरी. तुमच्याकडे काही आहे का? तर मी तसं सांगायला हवं होतं. कारण जेव्हा तुम्हाला तुम्हाला तुमच्या जर लोकांना माहितीच नाही आहे, की तुम्ही काय करत आहात? तर अपॉर्च्युनिटीज कशा येतील तुम्हाला? तर त्यात नक्कीच. मी मित्रांना वगैरे सांगितलं. पण जेव्हा मी सांगितलं त्यांना नक्कीच सुरुवातीला मला वाटलं की यार, ह्यांना कायच माहिती असेल या फील्डमध्ये नक्कीच. हे असे कारण मोस्टली कसं असतं, जो रायटर असतो किंवा रायटर्स मोस्टली असे रेअर आहेत, रेअर म्हणजे चांगले रायटर्स. तसं मला वाटतं कारण रायटर तर नक्कीच कोणीही बनू शकतं. तर चांगले रायटर्स. बनण्यासाठी एक फेज असतो, एक अ, अ, काय म्हणतात त्याला? एक वाइब मॅच होणारी पण होणी पण गरजेची आहे ना. तर त्यात कसं माझे जे मित्र आहेत, ते कॉलेजचे भेटले मला. मी त्यांना सांगितलं आणि ते असे पूर्ण अशी आपोआप ती टीम बनली. मला तिथं गरज पण नाही, काही करायची गरज पडली. की अ, म्हणजे मी एका मित्राला सांगितलं की यार, मला या या फील्डमध्ये किंवा या रायटिंगच्या फेजमध्ये अ, मला ह्या, ह्या गोष्टी करायच्या आहेत, पण मी हे करू शकत नाही आहे. तर मी तशा गोष्टी सांगितल्या सगळ्यांना. तर ते प्रत्येकाने एक एक गोष्ट अशी वाटून घेतली. आणि प्रत्येकाला असं नाही की ते माझ्यासाठी करत आहेत ते. ते स्वतःला, त्यांना स्वतःला आवडतात त्या गोष्टी म्हणून ते करत होत्या. आणि इकडं मी दुसरीकडे पूर्ण अशी टीम शोधत आहे की, या लोकांचे असे इंटरव्ह्यू घेत आहे किंवा या लोकांना अ, पूर्ण असा टाईम देऊन, त्यांच्या, त्यांच्यावर पैसे खर्च करून, की तुम्ही मला हा प्रॉब्लेम माझा आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करचाल का? तर अशा गोष्टी मी क करत होतो तिकडं, पण इकडं माझ्याकडे होतं तसं. आणि इकडं असे लोकं होतं माझ्याकडे, जे ज्यांना आवडतं ती गोष्ट करणं ज्या ज्यांची ज्यांचा तो इंटरेस्ट पण होता, आणि ते नक्कीच. त्यांची ती पण क्रिएटिव्हिटी पण वाढत होती. तर मला वाटतं की जी गोष्ट तुम्हाला खरंच आवडते करायला, ज्या गोष्टीचे तुम्ही कधीच कोणाकडून पैसे नाही घेणं घ्याल, करायसाठी अशी गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये चुस केली पाहिजे. जे ॲझ अ करियर किंवा ॲझ अ अ म्हणू शकतो ना, आपण की ॲझ अ अ अ लिविंग.
हं. अच्छा. वाह! अच्छा. अच्छा, ठीक आहे. हं. हो, बरोबर. अच्छा. हं. बरं. हं.
अ, प्रश्न असतो ना, तो व्हॉट डू यू डू फॉर लिविंग? तर महाराष्ट्रात तसा काहीतरी ते असं अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला आवडते करायला.
हो. <laughs> अच्छा. छान, किती छान! माहिती दिली तुम्ही आज मला, की तुम्ही कशाप्रकारे तुमचा क्रिएटिव ब्लॉक आला तरी तुम्ही त्यातून कसे बाहेर निघाला. आणि कसे तुम्ही यातून मग आता पुढे जातात ते. तुम्ही इतक्या छान प्रकारे तुमच्या मित्रांसोबतच एक टीम तयार केली. आणि कसं स्वतःला मोटिवेट केलं, हे जाणून ना मला खूप मजा आली, तुमची सगळी माहिती जाणून, यासाठी मनापूर्वक तुमचा आभार, आणि खूप-खूप धन्यवाद!
हो, हो. नक्कीच. हं, हं. हो. मला ही खूपच छान वाटलं, तुमच्याशी बोलून. नक्कीच, भेटूया आपण याच्यानंतर.